नक्कीच. मला तर वाटतं, की अ, खूप गोष्टी आपण पडताळून पाहिल्या पाहिजेत. म्हणजे आत्ताच मला तुम्हाला एक लेटेस्ट उदाहरण झालं ते सांगायला आवडेल. धर्मेंद्र यांचं निधन झालं नव्हतं. तरी देखील सगळ्यांनी स्टेटस ठेवले. जे प्रसार माध्य आहे, आजतक सारखं चॅनलने देखील सांगितलं, की ते, म्हणजे इतकं मोठं हो. आणि ते खूप चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही असं एखाद्याला कसं काय मारू शकता? जी व्यक्ती जिवंत आहे आणि कोणीही सांग तुम्हाला काही माहितीच नाही आणि तुम्ही डायरेक्ट कसं काय म्हणू शकता? म्हणजे आता प्रश्न असा पण झाला, की या म्हणजे प्रसारमाध्यमांवर आपण विश्वास ठेवायचा, की नाही. हा देखील एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. तर मला तर असं वाटतं, की म्हणजे बघा ना, या फेक बातम्या ओळखायला आता मला तर वाटते, की खरे असे सोर्स राहिले नाहीत. कारण का बघा असं, जे अ, Instagramवर कधी दिसतं आणि आजकाल आपल्यासारखी स्टेटस ठेवलं ना, म्हणजे बातमी जर कळाली. म्हणजे ती कधी-कधी खरी पण असते, खोटी पण असते. हां. तरीदेखील आपण हां. मी, मला तर असं झालं, की बरोबर ना. आणि मला तर असं झालं, की मी ते स्टेटसवर पाहिलं म्हटलं. अ, म्हणजे कसं काय आणि लोकांनी धडाधड ठेवलं पण त्यांचं स्टेटस. अर्ध्यांनी रील्स ठेवले, अ, शेअर केलं काय-काय, "बाप रे!" म्हटलं हे असं कसं.
हां. हो. नक्की, नक्की. धर्मेंद्र एक्सपायर झाले. हं. मास्टरचा. हो. हो. बघ हो. नक्कीच. खोटी पण असते. हो. म्हणजे कुणालाही मारतात, म्हणजे त्यांना किती दुःख झालं असेल बघा त्यांच्या फॅमिलीला. हो. हो, हो. हां. म्हणजे ऑथेंटिक अ, सोर्स असल्याशिवाय मीडियाची पण जबाबदारी आहे ना, मी, की ते सोर्स असे असा प्रॉपर असल्याशिवाय कसं काही ते रिलीज करू शकतात? आणि मीडिया म्हणजे एक अ, लोकशाहीचा स्तंभ असतो ना? मग त्या त्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे एक्चुअली. मग अ, अ, म्हणजे बातमीचा स्रोत विश्वसनीय आहे, की नाही हे म्हणजे कसं ठरवता तुम्ही? म्हणजे, कसं?
नक्कीच, नक्कीच. बरोबर. नक्कीच. आता असं झालं आहे, की मीडियावर पण आपण विश्वास ठेवू शकत नाही. कारण बातमीचा स्रोतच आहे, तेच आपल्याला रॉंग इन्फॉर्मेशन द्यायला लागले, तर आपण काय करायचं? असं पण झालेलं आहे. तर मला तर वाटते शासनाने देखील त्यांच्यावर योग्य ती म्हणतो ना, तक्रार केली पाहिजे जेणेकरून असं पुन्हा होणार नाही. कारण कसं असतं, आपण हे सगळेच बातम्यांवर अवलंबून असतो एकंदरीत. आणि व्या बातम्या जर फेक असतील, ते पण चॅनेलवाले सांगत असतील, तर मुळातच म्हणते हा प्रश्न निर्माण होतो, की खरंच हे ट्रस्टवर्थी आहेत का? हे मला तर वाटतं. कारण का बघा, पहिलं आपलं काय असतं, की कोणी आपल्याला सांगितलं, तर आपण विचार करतो थांब बातमी येऊ देत. मग आपण करूयात. आणि नंतर डायरेक्ट बातमीच अशी खोटी आली किंवा फेक आली, तर मग आपण विश्वास कोणावर ठेवायचा? आणि सगळ्या चॅनेलनी बर तर दाखवलं ही गोष्ट, की धर्मेंद्रांच असं आहे किंवा असं निधन झालंय. खूप चुकीचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे जे पुत त्यांची मुलं होती ती मीडियाला ओरडली देखील, अरे, तुम्हाला असं चांगलं वाटतं का? लाज वाटत नाही का ह्या गोष्टी अशी टाकायला? तुमची फॅमिली नाही आहे का? आणि मला तर वाटत ते बरोबर देखील आहे. कारण त्यांना खरंच ते कळत कसं नाही, की एखाद्याचा म्हणजे कोणतरी जीव जातोय आणि आपल्याला त्याचा जीव जाण्यापेक्षा आपल्याला तो फोन, ती बातमी हो.
हो. हां. हां. हो. हां. हो. अहो. निधन. हे, ते, हो. हो. आणि हो. अ, ब्रेकिंग बातमी महत्वाची वाटते ती, हां. तर ते अ, ड त्याच्यामध्ये डिफेमेशन केस वगैरे पण टाकली का त्यांच्या मग, फॅमिलीने, काय झालं म्हणजे?
नक्की. टाकायला तर पाहिजे मला आता वाटतं, सगळ्यांवर. कारण काय आहे, की हे चुकीचं आहे ना? एखादा व्यक्ती जिवंत आहे आणि तुम्ही त्याला मारताय म्हणजे, अ, कसं काय आहे असं होऊ शकतं म्हणजे? खूपच चुकीचं आहे. नक्कीच तर.
तुम्ही मारता, जिवंत असताना मारता म्हणजे. जोकच आहे तो एक प्रकारचा. हा म्हणजे किती हास्यास्पद आहे ना. म्हणजे मीडियासारखी लोकं म्हणजे असं त्याच्यामध्ये जर असं करत असतील, मग विश्वास नेमका ठेवायचा कोणावर? तर मग, अ, सोशल मीडियावर व्हाय व्हायरल ज्या होतात ना बातम्या, तुम्ही त्यावर अ, कितपत असा विश्वास ठेवता मग?
हं. हं, हं.

हां, म्हणजे किंवा फोटो किंवा व्हिडिओ एडिट केले आहेत का? मग ते तेव्हा म्हणजे कळव कळवण्यासाठी ती पद्धत आहे का नेमकी?
हो, हो, ती पद्धत आहे. म्हणजे फोटो म्हणू शकतो किंवा एकंदरीत बघा ना, कधी-कधी फो खोट्या बातम्या पण असतात पेपरमध्ये. तर तुम्ही तो फोटो काढून जरी टाकलात ना, अ, आपल्या त्या वेबसाईटला. तुम्हाला कळू शकतं लगेच.
हां. हां. बरं. ओके, मग अ, फेक न्यूजमुळे तुमचा असा कधी
आणि आजकाल मेन. आजकाल असं झालं, की बघा ना, हेडलाईनमध्ये असं असतं, की अ, म्हणजे हेडलाईन इतकी चुकीची असते ना, की अशा आतमधलं आपण वाचलं तर कळतं, अरे, हे किती फालतू आहे. आणि आपल्याला वाटतं, काय हेडलाईन लिहली आहे त्याच्यामध्ये, म्हणजे असं आपल्याला. म्हणजे ती हेडलाईन वाचावी आणि त्याच्या आतमधलं काहीतरी एकदम म्हणतात ना, काहीही लिहिलेलं असतं आणि ते भलतंच असतं.
हो, हो. हं. भलतंच असतं, म्हणजे इकडचं तिकडे, तिकडचं इकडे. म्हणजे तो पण सिक्वेन्स ते व्यवस्थित ठेऊ शकत नाहीत हां. अ, मग
हां ना आणि म्हणजे मी तर एकदा अ, ह्यांची अ, न्यूज वा वाचलेली, की म्हणजे अ, हेमा मालिनी अ, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र आता असं काय सोबत राहत नाहीत, असं. सोबत ना हां, आणि क्वेशन मार्क होता आणि खाली लिहिलेलं, की त्यांच्या कामामुळे ते वेगवेगळे राहतात, त्यांचं काम आहे. हे काय आहे? म्हणजे तुम्ही कसं काय एखाद्याला चुकीचं, आपण हेडलाईन वाचतो ना. हेडलाईनच जर अशी असेल, तर मग काय? आणि त्यांचं हे असतं हं.
हां. हां, हो आणि आणि हे <laughs> हो. आणि पुन्हा ते ऐश्वर्या अभिषेकचा डिव्होर्स झाला आहे असं काय.
त्यांचं तर डिव्होर्स बाबा. त्यांची तर पूर्णच वाट लावली आहे मीडिया
किती वेळा डिव्होर्स झाला, म्हणजे मला पण आता व काउंट करायला म्हणजे नंबर्स पण आता सुचत नाही, हो.
हो ना. तुम्हाला कशाला पाहिजे? त्यांचं ते बघतील ना. ते कधी ऐश्वर्या राय तर मला तर वाटतं त्यांचं, की चांगली गोष्ट आहे, की ते कधीच ते मीडिया किंवा कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये बोलत नाही कोणाबद्दल किंवा कधी आपण ऐकलं पण नाही. कोण त्यांचं ते लाईफ जगतात. त्यांना जगू द्या ना तुम्ही. तुम्हाला कशाला पाहिजे.
कुठं नाही नाही हो. नाही आहे आणि हो, बच्चन पण बोलत नाही आणि ऐश्वर्या पण बोलत नाही आहे, असं आहे ते. म्हणजे चांगलंच आहे ते. अ, मग फेक न्यूजमुळे तुमचा असा कधी अ, गैरसमज झालाय का? आणि तो झाला असल्यास तुम्ही कसा नेमका दूर केला मग?
नक्कीच, नक्की. हो.